त्यामुळे रात्रीच्या वेब सिरीज बघणं बंद करा. ती तिथेच स्टॉप करा वेब सिरीज, दुपारी लावा. जेव्हा तुमचा कामाचा टाईम आहे, तेव्हा लावून सोडला, तरी तुम्हाला कळणार आहे. अगदी असं बसून बघायसारखी गरज नाही आहे त्याला. त्यानंतर अगदीच तेवढं असेल काही, की फक्त आम्हालाच बघायची आहे. तर कधीतरी फक्त मी टाईम ठेवून संध्याकाळचं वेळेस तो बघा किंवा आपण म्हणतो ना, की वी टाईम. फक्त नवरा-बायकोचा टाईम. हा जो वेळ असतो त्यावेळेत थोड्या वेळापुरता तुम्ही बघा आणि पण जास्त रात्र-रात्र ते बघायचा टाळा.
बरोबर. हो ना. अच्छा, आलं लक्षात. हं. हो. अच्छा. हं, बरोबर.
रात्री जेवताना मोबाईल बाजूला ठेवून बसा. अ, रोज ठरवा, की बाबा मोबाईल जो आहे, तो मला फक्त आणि फक्त कामापुरती वापरायचा आहे, मनोरंजनासाठी नाही.
अच्छा.
ही एक जाणीव स्वतःमध्ये ठेवा. तर अतुम्हाला जे आहे मला वाटतं की जास्त कामामध्ये फोकस्ड व्हायला होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त जे आहे अ, आपलं शरीर. आपलं जे मे मेंटली जे आहे, आपण डिजिटली डिटॉक्स होऊ.
हां. बरोबर. तर यामध्ये अ, खूपच छान तुम्ही एक पर्स्पेक्टिव्ह दिला बरं का? की अ, डिजिटल डिटॉक्स म्हणजे असं नाही की टोटली तुम्ही शट डाउन करून टाका. तुम्ही मल्टी टास्किंग करत अ, अ, करू शकता. म्हणजे घरची कामं करत, करत शो लावा बाजूला नाही का? असं स्पेसिफिकली घेऊन बसायचं नाही टार्गेट करून की <laughs>
हं बरोबर. हो. हो ना. तुम्ही लावू शकता. घेऊन बसू नका. कारण काय होतं त्यावेळेस 2 गोष्टी होतात. तुम्ही तुमच्या आणि तुमच्या स्क्रीनमध्ये अंतर वाढतं.
हां. बरोबर.
तुम्ही एका डिस्टन्सवरून फक्त ऐकलत तरी तुमचं कळतं आहे. तुम्हाला कोणत्या सीरियलमध्ये काय चाललं आहे. म्हणजे तेवढा तुमचा विरंगुळाही होतो, तुमची कामंही होतात, तुमच्या डोळ्याला आणि मेंदूला सुद्धा आराम मिळतो आहे.
हो ना.